खाण्यापिण्यावर नियंत्रण होतं. शिळं उरलं तर खाऊन घ्यायचं. नेमकाच स्वयंपाक करायचा. जास्त उरू नाही द्यायचं आणि जे आहे त्याच्यात निभून घ्यायचं शक्यतो. मग असे
हं. बरोबर. म्हणजे हो. सांगा, सांगा.
अशा छोट्या-मोठ्या गोष्टीतून ते काय करायचे? बचत करायचे, छोटी-छोटी बचत करायचे ओ.
हो. म्हणजे तुम्ही बघा ना, किती लहान-लहान वस्तूंमध्ये त्या लोकांनी बचत केलेली आहे आपल्या पहिल्याच्या पिढीने. मग तुम्हाला असं काही वाटतं का हो, आजच्या जवळ-जवळ शहरामध्ये आणि डिजिटल आयुष्यात त्या धड्यांचं महत्त्व अजून किती आहे?
अ, फार कमी झालं फार कमी झालेलं आहे आता की आपण आहे ना, तसा विचार करत नाही. आता मीच सांगतो तुम्हाला की आता कपडे, त्यावेळेस काय व्हायचं ना की कपडे फाटले की कुठं काही झालं, तर मग घरात ते कपडे शिवल्या जायचे, बरोबर?
म्हणजे कोणते जपायचे हो, ते मला सांगा. हं. बरोबर. हं, हं.
ते कपडे शिवल्या जायचे किंवा बटन तुटलं, काही तुटलं तर ते शिवल्या जायचे. त्याच्यानंतर मग त्या अ, घरातच त्या कपड्यांची प्रेस व्हायची. आता मी तर शक्यतो प्रे माझे कपडे प्रेस आत्ता-आत्ता मी थोडंसं <chuckles> अ, शिकलो, कारण की आता लग्न झालं, मुलं झाली, तर मग जिम्मेदारी आली, तर आर्थिक बचत कळली की कशासाठी पाहिजे म्हणून. ते तर मी नेहमी माझे कपडे जे आहे ना लॉन्ड्रीमध्ये प्रेस करायला, तर लॉन्ड्रीमध्ये एका ड्रेसचे सध्याला आता ₹25 आहेत, विचार करा! आणि मग त्यातल्या त्यात असं व्हायचं, मी सकाळी एक ड्रेस घालायचो, संध्याकाळी एक ड्रेस घालायचो, बरोबर? आज घातलेला ड्रेस उद्या कधी घालणार नाही मी.
हो ना. हो. अरे बापरे! <laughs> हो. आ हां!
हां. तर म्हणजे माझे कपडे लॉन्ड्रीमध्ये 2-3 म्हणजे हप्त्याला जे आहे की माझे पूर्ण हप्त्याला जे 8-10 ड्रेस माझे जायचे. पूर्ण ते एका दिवसाचे 2 ड्रेस पकडा म्हणजे हप्त्याचे नाही, काही जरी म्हणले आपण 5 दिवस जरी पकडले तर बे पंचे 10. 10 ड्रेस व्हायचे तिथं. त्यातल्या त्यात मग अ, माझे जे होतं की कुठल्याही गोष्टीवर स न विचार करता खर्च करणं, बाहेर खाणं, फिरणं, गाडीमध्ये पेट्रोल. आता पेट्रोलची किंमत किती आहे? मी विनाकारण दिवसात बोरे व्हायचो म्हणून मी 1 दीड लिटर पेट्रोल जाळून यायचो की उगाच याला भेटायला जा, त्याला भेटायला जा.
हां, हां.